जरा कुठे टुन्न झालं, की माझा हात वळतो ते माझ्या मोबाईलकडे. नाही, तर सायलेंटवर सुद्धा एवढा वेळा तो रंगीबिरंगी उधळत असतो त्याचे रंग, की न बघवल्याशिवाय राहतच नाही. या अशा रोज-रोज वेळोवेळी, अवेळी येणाऱ्या नोटिफिकेशन्सचा तुम्हाला कधी त्रास होतो का हो?
खूप जास्त. म्हणजे आजकाल तर इतकं सगळं वाढलं आहे आणि ॲप्स आधी तरी कमी असायचे मला आठवतंय आता. 1-2 वर्षात गेल्या इतके जास्त ॲप्स वाढलेत ना. बँकेसाठी ॲप्स, चॅटिंगसाठी ॲप, डेटिंगसाठी ॲप, भांडायसाठी ॲप. सगळ्या प्रकारचे ॲप्स आलेत म्हणजे अगदी तुम्ही कुठेही
हो ना. हो. <chuckles> खरंच. मग अशा ह्या नोटिफिकेशन्सला कशा प्रकारे व्यवस्थित करता हो तुम्ही? काय करता म्हणजे?
अ, खूप अव खूप अवघड जातं खरं म्हणजे कारण सगळेच ॲप्स आपल्यासाठी महत्त्वाचे असतात नाही का? आणि अ, आपल्याला जे काही वापरायचं आहे ते आपल्या स्वतःसाठीच वापरायचं आहे. असं नाही, की आपण अ, जबरदस्ती केली आहे कोणी आणि आपण ते वापरतो आहे. तर म्हणून त्यासाठी ते नोटिफिकेशन्स अ, कोणते चालू ठेवायचे, कोणते बंद ठेवायचे. इथपासून मी सुरुवात केली आहे आणि त्याप्रमाणे मी थोडंसं कंट्रोल करतो.
हं, हं. हो ना. बरोबर. अगदीच. अच्छा. अरे वाह! पण मग काय म्हणजे मला असं जाणून घ्यायला आवडेल प पहिल्यांदा, की काय त्रास होतो तुम्हाला असा? किंवा किती वेळा असा त्रास होतो दिवसातून की वाटतं की अरे, हे मी नसतं केलं ना ऑन तर बरं झालं असतं. असं किती वेळा वाटून जातं बरं?
दरवेळेस जेव्हा-जेव्हा ते टिंग वाजतं, तेव्हा तेव्हा माझा हात वळतो त्या फोनकडे आणि अ, जरी मी ते व्हायब्रेटवर ठेवलं असेल तर अजूनच वाईट कारण तो आलेला टिंग तरी आपण थोडा इग्नोर करू शकतो.
हो ना. अजूनच नाही. सहन असतो, असतो करण्यासारखा हा अगदीच असह्य होतो. भृंग, भृंग, भृंग होत जातं. हो ना?
हो, पण ते ड्रररर अ, झालं, व्हायब्रेट झालं की संपलच. म्हणजे आपल्याला वाटतं की काहीतरी डबल आपण मिस करतो म्हणजे डबल फोमो होतो. त्यामुळे अ‍ॅक्चुअली पळ पळायला जातं त्या फोनकडे आणि अ, कंट्रोलच राहत नाही स्वतःच्या स्वतः वर. त्यामुळे
हम्म, <clicks tongue> अ‍ॅक्चुअली. कधी एकदा ते मी बघतो आहे काय नोटिफिकेशन आहे, असं होऊन जातं ते.
हो. आणि लक्ष राहत नाही. म्हणजे जे काही काम करत असेन मी, जरी अ, पुऱ्या तळत असेल. तरी ती पुरी जळाली तरी चालेल, पण फोन बघायचा आहे. असं असतं.
हो, फोकस राहत नाही. <laughs> अ‍ॅक्चुअली. आणि ह्याच्यात किती वेळ वाया जात असेल तुम्हाला वाटतं हो, तरी आदमासे, अंदाजे?
खूप जास्त, मी असं म्हणेन की दिवसभरात ना, आपला 1:00 तास तरी जात असेल, ते फक्त नोटिफिकेशन्स चेक करण्याच्या प्रक्रियेत. जर आपण सगळं अ‍ॅड केले, सगळे सेकंद आणि सगळी मिनिटं, कारण एक बघितल्यावर आपण तिथे गप्प नाही बसत ना, पुढचंही ॲप बघतो, पुढचाही बॅज उघडतो, पुढचाही ॲप उघडतो. तर खूप जास्त वेळ वाया जातो, मला असं वाटतं.
अरे बापरे! हां, हां. गप्प नाही बसत. हो ना. बरोबर. मग एकंदरीत तुमचा जो आपण म्हणतो ना की एखाद दिवस आहे. आता समजा, आता उद्या सकाळ झाली का मग काय-काय तुमचं रुटीन आहे जरा काही सांगू शकता का? एक इन जनरल आणि त्याच्या मध्ये-मध्ये हे कसे वाजतात, कधी-कधी वाजतात, काय-काय जरा सांगाल का? किंवा आजच्या दिवसात काय-काय झालेत असं काही आठवून सांगू शकाल का?
हो. नक्कीच, म्हणजे उठल्यानंतर तर माझे फोन सगळे सायलेंटवर असतात आणि मी ते सायलेंट काढतो, त्या मोबाईलवरचं आणि जे काही नोटिफिकेशन्स आलेले असतील आधी वाय-फाय ऑन केलं की ते येतात धाड-धाड, धाड-धाड. आणि दुर्दैवाने माझ्याकडे 4 मोबाईल आहेत. त्यामुळे ते चारही ढँग-ढुंग, ढँग-ढुंग सगळ्या घंट्या वाजायला सुरु होतात आणि किती भरकटत असेल डोकं उठल्या-उठल्या हे तुम्ही समजू शकता. पण
अच्छा. अरे वाह! ओह! अरे बापरे! <chuckles> जेव्हा ते उठल्यावर एक एक दीड तास बेडमध्येच जात असेल त्यांच्याबरोबर ना?
नाही, नाही. बेडवर मी अजिबात वापरत नाही फोन, आडवं पडलेलं असताना. कारण मी ती सवय लावून घेतली आहे स्वतःला की जास्त अ, तेवढंही आणायचं नाही ते सगळं काम किंवा ते सगळं मनोरंजन बेडवर. मग मी उठल्यानंतर ते फक्त WiFi ऑन करून माझी सगळी कामं जी आहेत फ्रेश होणं, दात घासणं, चहा पिणं हे करतो. तोपर्यंत ते सगळा कचरा येऊन पडलेला असतो सगळ्या मोबाईलमध्ये. मग मी हळूहळू तो कचरा साफ करायला सुरु करतो.
अरे वाह! बरं आहे. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. अच्छा. एक्चुअली. बरोबर. पण आता तुम्ही त्याला कचरा म्हणत आहात पण जेव्हा ते एक-एक, एक-एक इन्फॉर्मेशन तुम्हाला डिलिव्हर्ड करतं तेव्हा तुम्हाला मात्र त्याचा खूप इम्पोर्टन्स जात जाणवत असेल ना, की "अरे वाह! बरं झालं हे आलं." "अरे वाह! अरे याची वाट बघत होतो." असं होतं का कधी?
हो, हो. अर्थातच म्हणजे मी अ, गमतीने कचरा म्हणालो पण त्याचा अ, त्याच्यामागे कारण पण हेच आहे की खूप जास्त येतात, कधी कधी नोटिफिकेशन्स.
<chuckles> खूप जास्त म्हणजे त्यांचं जे प्रमाण आहे ते अनकंट्रोलेबल झालेलं आहे असं. मग अशामध्ये तुम्ही सेग्रीगेट करता का हे नोटिफिकेशन्स लाइक की हे हा आवाज किंवा ह्या प्रकारचा संगीत हा कामावरच्या नोटिफिकेशनसाठी, हे संगीत किंवा हा प्रकारचा एक बझ टोन वगैरे कुटुंबाच्या ग्रुपसाठी आणि एखादा असा वेगळा तो मित्र गटांसाठी. असं काही आहे का तुमच्या मोबाईलमध्ये सुविधा तुम्हाला?
हो खूप जास्त. हो, हो. मी सगळं वेगळं ठेवलेलं आहे. आणि एकाच फोनमध्ये नाही तर मी म्हणालो जसं 4 फोन्स ठेवले आहेत. एकावर फक्त Instagram ठेवलंय मी. ते दुसरीकडं अ जेणेकरून वापरलं जाणार नाही. कारण खूप जास्त ॲडिक्टिव्ह आहे ते. दुसऱ्या माझ्या वैयक्तिक फोनमध्ये माझे एक पेमेंट्सचे ॲप्स आहेत अ, घरचा नंबर आहे आणि फॅमिलीचे WhatsApp ग्रुप्स आहेत आणि माझ्या कामावरचे काही WhatsApp ग्रुप्स आहेत. आणि त्यात तुम्ही म्हणालात तसं नोटिफिकेशन्स मी फक्त घरच्या एका WhatsApp ग्रुपचे चालू ठेवलेत आवाज आणि बाकीचे सगळे मी बंद करून टाकलेत, आवाजही आणि आयकॉन पण.
बरोबर. अच्छा. बरोबर. बरोबर. बरं. हो. वाह! मी मध्यंतरी एकदा कुठेतरी असं ऐकलं होतं, की तुमचे जे ॲप्लिकेशनचे नोटिफिकेशन्स आहेत, त्यांना सुद्धा असं काहीतरी फिल्टर लावता येतं, की बाबा दिवसातून एखाद दोन वेळेलाच येऊ शकतात असं काही आहे का हो? तुम्ही वापरता का काही?
हो, हो, अ, वापरतो मी. म्हणजे एक त्यासाठी ठराविक ॲपही आपण वापरू शकतो किंवा फोनमध्येही आता जरा एडवान्स्ड एक सेटिंग आलं आहे. जेणेकरून आपण सेट करू शकतो की मला फक्त अशाच प्रकारचे नोटिफिकेशन्स दे आणि याच-याच वेळानंतर ते नोटिफिकेशन्स दे. त्याचा खूप जास्त फायदा होतो.
अच्छा. ओके. अच्छा म्हणजे असं आपण सेट करू शकतो. अरे वाह! ही माहिती तर मला खरंच नवीन आहे. मला मी फक्त ऐकलं होतं पण हे मला आहे असं सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या Androidमध्ये आहे का काही स्पेसिफिक ह्याच्यामध्येच आहे असं वाटतंय?
अ, मी तरी Androidच वापरलय आतापर्यंत. iPhone कधीच वापरला नाही. त्यामुळे Androidमध्ये लेटेस्ट जे ओएस आली आहे, त्यात ते ऑप्शन आता आलंय.
अरे वाह! हं, हं. बरोबर. आलंय का? वाह! म्हणजे बघायला पाहिजे, शोधायला पाहिजे. पण ह्या हे बघा हे जे नोटिफिकेशन्स येतात ना ते असं नाही वाटत कुठेतरी आपणच त्यांना परमिशन दिली आहे, की या बाबा माझ्याकडे? मग असं करताना थोडंस जागरूक रहावं, असं नाही का वाटत तुम्हाला? कारण बघा ए ॲप्लिकेशन केली डाउन डाउनलोड केली. आली, नोटिफिकेशन्स, द्या परमिशन.
मग तिथे आपण असं नाही का करू शकत की थोडंसं थांबून, की मला खरोखर या ॲप्लिकेशनच्या नोटिफिकेशनचा गरज आहे का? हा असा नाही का विचार येत कधी?
हो, हो. अर्थातच. म्हणजे मला असं वाटतं की आपण ॲप्स डाउनलोड केले आहेत, पण नोटिफिकेशन्सला जरी परवानगी आपण दिलेली असली, ते ॲप उघडताना ते जबरदस्ती मागतच आपल्याकडून परवानगी
हां, हां. हो बऱ्याच वेळेला जबरदस्ती होते. खरं आहे.
हो. डू नॉट अलाउ आपण करू नाही शकत. पण <clears throat> मला असं वाटतं नोटिफिकेशन्सची जणू काही जबरदस्ती त्या ॲप्सनी केलेली आहे. म्हणजे, आपण ते ॲप सतत उघडत राहावे म्हणून त्या ॲपद्वारे ते आलेले नोटिफिकेशन्स ऑन करा असं आपल्याला एक एन्करेजमेंट देतात ते. पण आपल्याला काय हवं असतं तर खरं म्हणजे ते ॲप. नोटिफिकेशन्सची खरं गरजच नसते. जेव्हा आपण वेळ
बरोबर. हो पण ते नोटिफिकेशन एक प्रमोशनचा मार्ग आहे ना त्यांचा.
हो, प्रमोशनचा आणि आपल्यालाही सूचित करण्याचं की काहीतरी आलं आहे तुमच्या महत्त्वाचं. रंगवून सांगतात की तुमच्यासाठी महत्वाचं आहे म्हणून हे नोटिफिकेशन पाठवतो आहे आम्ही. पण मला असं वाटतं की नोटिफिकेशन्सची खरी गरजच नाही आहे. फक्त त्या ॲप पुरेसं आहे.
हो. बरोबर. बरोबर. आणि आता बघा सध्या जे आहे ना, एक अ, आपण म्हणतो की बातम्यांसाठी चे नोटिफिकेशन्स ऑन असतात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा बातम्या आपल्याला आपल्याकडे डाउनलोड होत असतात. आपल्याला दिल्या जात असतात. कधी-कधी त्यामध्ये फेक बातमी सुद्धा येऊ शकते. तर ह्या बाबतीत काही तुम्ही कधी असा विचार केलात का की ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा नक्की?
हो, त्यालाच तर मी कचरा म्हणतो. म्हणजे अ, बातम्या अ, चांगल्याही असतात आणि फेक ही तेवढ्याच आलेल्या आहेत. म्हणजे 40% तरी बातम्या एका फेक वेबसाईटमधून येतात किंवा साधं आपण क्रोम जरी उघडलं आपलं ब्राउझर तर त्यातही अशा बाय डिफॉल्ट बघा तुम्ही बातम्या आलेल्या असतात कितीतरी. तर त्याची तपासणी करण्याचा माझा एक मार्ग जो मी वापरतो तो म्हणजे मी फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो. फक्त वर्तमानपत्र वाचतो इंग्रजी आणि मराठीतलं आणि फोनवरती जे काही येईल आणि WhatsAppवर आलेलं तर बघतही नाही चुकूनही.
<chuckles> बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. अरे वाह! अरे वाह! अरे बापरे! <chuckles> कारण आत्ता रिसेंट एक ताजा जो अ, आपण म्हणतो ताजं एक उदाहरण जे होतं जे स्वर्गीय धर्मेंद्रजी जे आपल्यात असताना ते नसल्याची जी काही बात त्यांनी उठवली होती अवई अशी, त्याचा खूप परिणाम लोकांवर झाला होता त्यावेळेस आणि नंतर असं डिक्लेरेशन त्यांच्या घरातल्या व्यक्तींना द्यावं लागलं होतं की नाही-नाही अजूनही ते आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर आय थिंक एक 5-6 दिवसांनी ते गेले होते. तर त्याकरता, म्हणजे मला हे विचारावंस वाटलं की अशा वेळेस तुम्ही काय करता? किंवा एकंदरीतच लोकांनी काय करावं? तर खूप चांगला उपाय आहे की बाबा अ, न्यूजपेपर थ्रूच जा. जेणेकरून तुम्हाला रॉन्ग असे इन्फॉर्मेशनस मिळणार नाहीत, खरंच. पण आता बघा, जेव्हा आपण म्हणतो
हो.
एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट, परिणाम हा आपल्यावर कालानुरूप होत असतो. आणि ह्या नोटिफिकेशनचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर होतो. त्याचं काय तुम्हाला झालेलं प्रत्यय काय आला आहे तुम्हाला ह्याच्या बाबतीत, सांगाल का मला?
हो. माझंही लक्ष खूप जास्त अ, एक डिफोकस्ड राहायचं. एक पुस्तक वाचायला घेतलं की मला स्वतःला हे जाणवलं आहे की एक 10:00 मिनिटाच्यावर मी पुस्तक नाही वाचू शकायचो. एका पॉइंटला कंटाळा यायचा. वाटायचं की फोन चेक करू. फोन चेक करत करत पुस्तकं वाचली आहेत कधी-कधी. मग ते वाचण्याचा काहीच अर्थ राहत नाही आणि पुस्तक तरी ठीक आहे एक थोडंसं गंभीर उदाहरण आहे. पण टीव्ही बघतानाही Netflix बघतानाही मी अ, मोबाईल असतो आणि ते काहीतरी बोरिंग सीन आला की चला नोटिफिकेशन्स चेक करू असं झालं आहे. आणि हे माझ्या वागणुकीतलं झालं पण पण थिएटरमध्ये अंधारात लोकं समोर जी बसलेली असतात सगळ्यांचे लाईट फोनचे चालू असतात. WhatsApp वर चॅटिंग करत असतात. काय आलं आहे, काय नाही Instagram वर हे चेक करत असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारचे अनुभव मी बघितले आहेत.
हं, हं. अरे बापरे! हां, हां. अरे देवा! काहीच अर्थ नाही. हो ना. हो. हातात मोबाईल. बरोबर. हां, हां, हां. असतोही. बापरे! म्हणजे हे खरंच कुठेतरी आता विचार करण्याजोगा आहे, की खरंच हे नोटिफिकेशन्स एवढ्या इम्पोर्टंट आहेत का? "काय सांगाल, काय सजेस्ट कराल तुम्ही, की जेव्हा आपला फोकस हलतो आहे, आपली झोप अपुरी होते आहे" "तेव्हा काय करावं, की जेणेकरून फोकस जागेवर राहील. झोप पूर्ण होईल. कसं हँडल करावं या नोटिफिकेशन्सला मग तेव्हा?"
सर्वात आधी तर मी म्हणेन, की ॲप्स तुम्हाला जे नोटिफिकेशन्स पाठवत आहेत, ते एकदा चेक करा. तुम्हाला त्या सगळ्या ॲप्सची गरज आहे की नाही? बऱ्याच वेळा आपण कितीतरी गेम्स डाउनलोड करतो किंवा नको ते डेटिंग ॲप तसेच ठेवून देतात लोकं वापरत नसतील तरी. तर मग एकदा चेक करा फक्त की तुम्हाला काय-काय हवंय, काय-काय नकोय. आणि त्याप्रमाणे ठरवा की एखादा ॲप अनइन्स्टॉल करायचं आहे का? तर तिथूनच बरेच नोटिफिकेशन्स तुमचे कमी होतील. त्याचबरोबर अ, डू नोट डिस्टर्ब हा एक छान नवीन ऑप्शन आलेला आहे. म्हणजे तसा आता जुना झालाय तो. पण माझ्यासाठी तो या वर्षीच मला कळला आणि जेणेकरून आपला फोन जरी वाजला आणि नोटिफिकेशन्स तर ठीक आहे. पण जरी रिंग झाली फोनवरती तरी पण आपल्याला ऐकू येत नाही, कारण आपण काही महत्त्वाचं काम करत असू. तर ते डी-एन-डी तो ऑप्शन ऑन करून खूप छान त्याचा उपयोग होतो. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन्सचे ते आयकॉन्स येऊ द्या, पण तो आवाज जरी बंद केला ना तरी तुमचं डोकं डोक्यातलं पाणी थोडं स्थिर होईल, असं मला वाटतं. <chuckles>
बरोबर. हं. हो. बरोबर. हां, बरं. हं, हं. अच्छा. हो, हो. बरोबर. हं, हं. बरोबर. हां. हां. हां. म्हणजे म्यूट ऑप्शन जर स्वीकारला, तर तिथे एक शांतता लाभेल असं वाटतं. खरंच खूप छान वाटलं, कारण तुम्ही जे हे छोटे-छोटे जे काही टिप्स दिल्यात ना, त्या अगदीच म्हणजे अंमलात आणण्यायोग्य आहेत. आणि जेव्हा कधी ते आपण आवर्जून करू, तेव्हा त्याचा उपयोग आपल्याही झोप सुधारायला, फोकस वाढायला सर्वार्थाने होऊ शकतो. मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी ह्या विषयावर बोलायला आणि आवडेल यापुढेही अशाच विषयांवर गप्पा करायला. खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल.
नक्कीच. धन्यवाद! मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.